का की आपल्या टाईमाबरोबर आपली हौस बदलत राहते, बरोबर? तर अ, जसं शाळा गेली, कॉलेजमध्ये ना काय असतं मी खरं सांगू, कॉलेजमध्ये कोणी आपली हौस पूर्ण करण्यासाठी अ, काम नाही करत, मतलब ते नाही करत. का? तुमच्याकडे अभ्यासाचा प्रेशर असतो आणि मग तुम्हाला असं वाटतं, की मला काही करायचंय आपल्या जीवनामध्ये. तर त्या टाईममध्ये तुमचा हौस आणि जेवढे पण छंद असतात ना, ते फक्त अभ्यास असतो, बरोबर?
बरं. अगदी, अगद हं. आणि अभ्यासही वाढतो नाही का? म्हणजे तुमच्या विषय वाढतात आणि अशावेळी हं, मानसिक संताप वाढतो. अगदी बरोबर.
तुमचा एक मानसिक संताप पण वाढतो त्या त्या क्षणी. तर तुम्ही जोपर्यंत तर शाळेत आहे ना, तुम्ही सर्व काही करता. मग नंतर तुम्ही जेव्हा अ, नोकरी लागली किंवा असं तुम्ही कॉलेजमधनं बाहेर आला तर तुम्हाला असं वाटतं, की मला तर मी ती छंद जो माझा होता, की मला ड्रॉइंग करायची. ती मी आजपर्यंत करतो. मी स्वतःला टाईम देतो, तू संडे घे. त्याच्यामध्ये तुम्ही 2 घंटे घ्या आणि आरामाने बनवू. का? का की हं.
हं. अरे वाह! मग मग मला सांगा की जसं तुम्ही म्हणालात, की तुम्ही चित्रकला जोपासली आणि तुम्ही म्हणतात ना, की ते ड्रॉइंग, मग तुम्ही स्केचिंग करायचा म्हणतात ना, की त्या पेन्सिलने स्केच काढायचं, की तुम्ही रंग भरायचात, की मग म्हणजे एखादं तैलचित्र किंवा हं.
हो, हो. मी ना मग माझं असं, मा मा मी असं पेन्सिलनी कधी मतलब पेन्सिल मी छोटा होता ना, त्या पेन्सिलनी का की मी शिकलो कुठे नाही. ही फक्त माझी हौस आहे, की मला करायचंय. तर मी खूप करायचं. कधी काही, कधी काही. तर मग नंतर मी जसं मोठा झालो तर मी असं YouTube वगैरे वर पाहिलं, की ह्याच्याहुनही अ, पेन्सिल पण अ, पुढे वस्तू असतात. तर मी काय करायचो? कधी आईशी ना भिंडीचे ते ते देठं घ्यायचा आणि त्याचंवर जसं हां, त्या छाप काढायचा अन् ते छापांमध्ये मग कधी हाताचं काही. मतलब असं का, का की ती हौस मला जिवंत ठेवायची आहे. का की तो मी स्वतःला वचन दिलाय, की मी ते काम करीन मतलब ती हौस मी कधी मरू नाही देणार. का की हा तो एक असा
हं. बरं. हं. वाह! वाह! आह! देठाने ते छाप काढायचा? हां. बरं. वाह! वाह! किती छान!